आपल्या आयुष्यात काय आहे ना, की बऱ्याच चांगल्या वेळेस जे आहे ना, म्हणजे आपण ज्यावेळेस आपल्याला खरंच एन्जॉय करायचा असतो किंवा मग खरंच तो मोमेंट अ, चांगल्या पद्धतीनं अ, आपल्याला मेमोरेबल बनवायचा असतो आणि नकळत का होत नाही. पण इच्छा नसतानाही आपल्याला आपल्यासोबतच्या मित्रांसोबत किंवा मग फॅमिली मेंबर्ससोबत एकत्र बसून प्लेलिस्ट बनवावी लागती. मग अशीच एकत्र प्लेलिस्ट बनवताना मतभेद झाल्यास तू काय करतेस? काही सांगता येईल?
हो. मतभेद तर खूप होतात. मी तर तिथून निघून जाते कधी-कधी एवढे जास्त मतभेद होतात. कारण कसं होतं, घरच्यांसोबत आणि तुम्ही बोललात सिबलिंग्स कझिन्ससोबत बसून प्लेलिस्ट बनवणं म्हणजे असं होतं, की अरे, असं बोलतात ना ये अपना ही खुन है इनसे क्या क्या करना अभी? म्हणजे बोलू नाही शकत ना, आपल्याला माहिती आहे आपण जेवढे हट्टी आहोत. तेवढे इक्वल अमाउंटचे हट्टी आपले सिबलिंग्स आहेत, आपले कझिन्स आहेत आणि आपले आपले आई-वडील आणि आपले आपले बाकीचे काका-काकू सगळे, असं होतं. आणि कसं असतं, की आम्हा लोकांना गाणी ऐकायची नसतात कधी-कधी देवाची. आम्ही खूप ऐकलेले असतात त्यांच्यासोबत आधीच. कसं होतं आपण सपोस पूजा आहे, आपण घरी 2 दिवस आधी जातो बरोबर? तयारीसाठी. तयारीसाठी पण त्यांनी जर का आपल्याला आवडती गाणी लावू न दिली. आपल्या मस्ती टाईममध्ये. त्यांनी तेव्हा पण आपल्याला देवाची गाणी ऐकून तेव्हा दिली आणि नंतर मग जेव्हा प्लेलिस्ट बनव बनवायची असेल. तेव्हा पण त्यांनी सेमच केलं, की कसं कंटाळा येतो मग. अरे यार, हेच पुन्हा तुमचं तेच-तेच असं होऊन जातं ते. पण त्यांच्याविरुद्ध आपण जाऊ नाही शकत बरोबर ना. तर मग आम्हाला लावावं लागतात त्यांचे त्यांना हवी ती गाणी आणि मग आम्ही काय करतो, की ठीक आहे, तुमची गाणी एवढ्या टाईमापर्यंत चालतील. सकाळपर्यंत चालतील, संध्याकाळी आम्हाला पाहिजे ती आमची गाणी आम्ही लावणार. कारण तेव्हा आपण थोडं चिल मोडमध्ये असतो. सकाळची पूजा असते, मोस्ट ऑफ द टाईम मग सकाळपर्यंत पूजा झालेली असते, हे ना? दुपारपर्यंत सगळं आप झालेलं असतं. सगळे जेवण वगैरे झालेलं असतात आणि नंतर मग संध्याकाळी आपण आपला टाईम घालवू शकतो, फ्रेंड्ससोबत, कझिनसोबत, कारण बाहेर गेल्यावर किंवा घरी गेल्यावरती मित्र-मैत्रिणी पण येतात ना आपले.
<chuckles> अरे बापरे! <chuckles> अगदी बरोबर. अगदी बरोबर. अगदी अगदी बरोबर. म्हणजे तो वेळ, आता ठीक आहे सकाळचं तर स सकाळचं तरी समजू शकतो आता सकाळी आपलं काय दिवसाची सुरुवात होते आणि आपलं नेमकं कोणी काय, कोणाची रात्रीची झोप झाली नसती, नेमकी सुरुवात होती तर त्यावेळेस ठीक आहे भक्तिगीतं ठीक आहे, पण संध्याकाळ तर ठीक आहे यार. बट ऑब्वियसली की आपल्याला तो चिल मूड असतो. <chuckles> तर आपल्याला आपल्याच फ्लोमध्ये जायचं असतं आणि त्यावेळेस मग आता ही भक्तिगीते लावली तर आपला फ्लो कुठं ना कुठं कमी होतो. अगदी बरोबर. पण नेमकं मला असं विचारायचं आहे, की
होय, होय. होय.
असं काही उदाहरण आहे का, की जेव्हा जे आहे ना, की अशी काही प्लेलिस्ट बनवायची होती किंवा मग घरातला कार्यक्रम जसं म्हणला की काही घरात काही मोठा कार्यक्रम होता किंवा मग कुठेतरी ट्रॅव्हलिंगला जाणार आहे. बरोबर, मग अशा वेळेला होत ना, की बाबा वादविवाद नाही झाले पाहिजेत मग आपण, अगोदरच ठरवतो आपण प्लेलिस्ट बनवतो बाबा, कुठली गाणी, कोणाला काय ऐकायला आवडतात. मग, त्यावेळेस काय होतं नेमकं एखादं काय आहे का? असं उदाहरण किंवा अशी काही घटना?
हं, हो. आता बघा अ, कॉलेजमध्ये असताना आपण एक मोठी ट्रिप काढतो, आउट ऑफ स्टेट हे ना? तशी आम्ही पण काढलेली सगळ्यांनी फ्रेंड्ससोबतची. तेव्हा काय झालेलं? ऑफकोर्स मनाली लोकं सगळी मनालीलाच जातात. <chuckles> मनाली, अमृतसर तिकडेच जातात आणि रिटर्न येतात.
अरे वाह! कुठे गेलेले? हं. <chuckles> अच्छा, अच्छा. नाही आ अजून बऱ्याच ठिकाण आहे ना, भारतामध्ये फिरण्यासारखं भरपूर काही आहे.
भारतामध्ये फिरण्यासारखं भरपूर काहीतरी आहे, पण ही लोकं तिकडेच जातात. <chuckles> आणि तिकडूनच जाऊन येतात. 1-2 ट्रिप तिकडे काढतात, ठीक आहे एकदा गेलो मग थोडं चेंज करा ना केरलाला जा, खाली साउथ साइडला जा, तर नाही त्यांना तिकडेच जायचं असतं. मग तिकडे जाताना, ह्या लोकांनी काय केलं आठवडा आधीच सगळी तयारी सुरू होती ना तेव्हाच की अरे प्लेलिस्ट बनवायची आहे.
अच्छा. हां. मग?
म्हणून सगळ्यांनी आम्ही फर्स्ट Spotify ब्लेंड हा एक चांगला ऑप्शन आहे मला वाटतो. दुसरं म्हणजे आहे ना, अ, तुम्हाला मॅशअप्स असतात माहिती आहे ना. एन्ड इयर मॅशअप असतात, वीकली मॅशअप असतात. त्याच्यामध्ये सगळी फेमस गाणी. तर मग आम्ही
हो, माहित आहे. हो. गाणी थोडी, थोडी, थोडी, थोडी मिक्स होतील.
हो. मग आम्ही काय केलेलं आम्ही मॅशअप्स काढलेले अ, ज्याच्या-ज्याच्या प्रेफरन्सने. की भाई तुला कोणत्या अ, आर्टिस्टचा मॅशअप खूप जास्त आवडतं. आता मॅशअपसाठी पण तुम्ही शुष आणि योहानचे कधी गाणे ऐकले असाल किंवा बाकीचे खूप सारे आहेत. जे खूप चांगला मॅशअप करतात. मग आम्ही त्यांची एक लिस्ट बनवलेली. आम्ही ब्लेंड केलेला. आणि तुम्ही कधी आहे ना इथे बघितलं असेल का Discord यूज केला असेल. अ, तो एक अ, प्रोडक्टिविटी चॅनल आहे किंवा गेमिंग स्ट्रीमिंगसाठीचं तो चॅनल आहे. ठीक आहे. तर तिथे पण आहे ना माझी प्रोफाईलवरती जर का मी एक गाणं ऐकत असेल आणि तुम्हाला पण माझं मी ऐक ऐकते तेच गाणं ऐकायचं असेल
अच्छा.
तर आपण दोघं जे मी गाणं लावलंय ते तुम्ही माझ्या अ, ऐकण्याच्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एका रूममध्ये येऊन आपण दोघं सेम गाणं ऐकू शकतो. तर आम्ही हे 3 ऑप्शन ठेवलेले आणि हे तिन्ही ऑप्शन खूप चांगले वर्क झाले. आमच्यासाठी आणि आमचा पूर्ण प्रवास जो होता ना, तो खूप व्यवस्थित झाला.
अरे वाह! म्हणजे एकूण तरी हा चांगलाचं निर्णय झाला तुमचा, म्हणजे याच्यात काही मतभेद नाही झाले तसं म्हणायला गेलं तर.
होय, होय. नाही आम्हाला कोणालाचं मूड खराब करायचा नव्हता. हे तर पहिलं होतं.
अरे वाह! छान. पण मग असा काही प्रसंग आला का? ह्या ट्रॅव्हलिंगमध्ये, की बाबा एखादं गाणं जे आहे, की ते तुम्हाला त्या प्लेलिस्ट मधून काढायचयं किंवा मग ते चेंज करायचयं मग त्यावेळेस त्या व्यक्तीची प्रतिक्रिया किंवा तुमची प्रतिक्रिया असं काही झालंय का? मग ते कसं सि सिच्युएशन हँडल केलं?
असं होतं, असं झालंय. काय झालेलं, कोणाचं तरी गाणं होतं. एकदम असं असतं ना, हिपहॉप टाइप खूप चांगलं भडकतोय तो मुलगा कोणीतरी आणि वर्ड्स पण खूप बेकार-खूप बेकार वर्ड्स. जे नाही ऐकू शकत खूप एवढा एवढा चांगला मूड आहे आणि त्याच्यामध्ये तुझी हाय फ्रिक्वेन्सी हर्ट्सवाले गाणी कोण ऐकेल? मग आम्ही सगळे लोकं चढलो त्याच्यावर. भाई तुला एकतर आम्ही ना पुऱ्या प्लेलिस्ट मधनं रिमूव्ह करू. नाहीतर तुझी चांगली वाली प्लेलिस्ट दाखव आम्हाला. मग ठीक आहे आता सगळीचं लोकं बोलतायेत मग त्या व्यक्तीला पण ऐकायला लागतं ना. मग अ, त्याने पण ऐकलं आणि त्याची जी हिंदी किंवा मराठी गाणी होती, ती त्याने सांगितली आम्हाला आणि नंतर मग त्याला आम्ही ॲड केलेलं. मग त्याची एक वेगळी प्लेलिस्ट बनवलेली आम्ही दुसरं अकाउंट काढून.
अरे वाह! हां, हां. अच्छा. <chuckles> अच्छा. वाह! छानच. म्हणजे एकंदरीत तोही प्रश्न चांगल्या पद्धतीनं का होईना पण तो असा सॉल्व झालेला आहे तुमच्याकडनं.
होय, होय.
अ, मग मला असं विचारायचं आहे, की मग असं कधी-कधी होतं ना, की आपण प्लेलिस्ट. आता काय आहे ना प्लेलिस्ट सुद्धा आपण शेअर करतो. बरचं बरेचं एक दुसऱ्यांसोबत, की "बाबा ही प्लेलिस्ट मी बनवली. बघ कशी वाटते?" किंवा मग आपण कुणाला म्हणतो, "अरे, तुझी प्लेलिस्ट चांगली आहे. तू शेअर कर माझ्यासोबत. मी पण अ, ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा मग असं काही वापरेन." मग याच्यासाठी काही असे काही टेक्निकल अ, ट्रिक्स आहेत किंवा मग असे काही फीचर्स आहेत का? जसे कोलॅबोरेटिव प्लेलिस्ट आहे. अप वोट आहे. डाऊन वोट आहे. असे काय प्रेफरन्स असतात, की अ, जे वापरले गेले प अ, वापरायला चांगले सोयीस्कर पडतील आपल्याला?
अ, Spotifyचं ब्लेंड आहे. YouTubeचं एक कोलॅबोरेशन आहे. मी तुम्हाला सांगितलं Discordचं अ, एक व्हीआर रूम सारखं आहे. व्हीआर रूम नाही बोलता येणार. अ, एक रूम आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही आणि ते सेम गाणं ऐकू शकतात. अ, देन
नेमकं म्हणजे कसं मग नेमकं कसं अ, समजवून सांगता येईल याच्याबद्दल आता?
अ, आता समजा माझी एक माझं अकाउंट आहे. ठीक आहे Spotifyवर आणि मला तुम्हाला एक रिक्वेस्ट पाठवायची आहे ब्लेंड ची तर मी तुम्हाला लिंक पाठवेन. तुम्ही त्या लिंकवर क्लिक करायचं.
अच्छा, अच्छा, अच्छा. हम्म.
आणि मग तुमच्या Spotifyमध्ये, तुम्ही जेवढी-केवढी गाणी ऐकलीत ना, ती आणि मी जेवढी-केवढी गाणी ऐकलीत, ती. ती दोघांमधली सगळ्यात जास्त जवळची गाणी, आता सपोज तुम्ही आणि मी अ, ते हिरवा निसर्ग गाणं ऐकलं असेल ना, ते सेम ऐकलंय, खूप वेळा ऐकलंय, तर मग ते ब्लेंड होणार. किंवा तुम्ही आणि मी, मी मगाशी जसं बोलले की अ, खूप सारी भक्तिगीत आहेत किंवा अ, अशी चिल गाणी आहेत, ती तुम्ही खूप जास्त ऐकलीत, तर ती गाणी मिक्स होणार, तर हे Spotifyचं असं असतं. आणि
अच्छा. अच्छा. म्हणजे एकंदरीत काय होतं की आपली जी हिस्ट्री आहे प्लेलिस्ट हिस्ट्री जी आहे, तो जो डेटा आहे, तो डेटा तो कोलॅब्रेट करतो आणि आपली अ, आपली किती गाणी जुळतात, आपण किती गाणी सारखी ऐकलेली आहे, वारंवार किंवा मग आपली कुठली पसंद अ, सोबत त्याचा एक सिंगर आहे, त्याची गाणी आपण जास्त ऐकतो. मग त्याचीच ते समोरची व्यक्ती काही दुसरे गाणी ऐकत असेल म्हणजे अशाच प्रकारे वर्क करतं का?
हो. होय, होय. आणि हो, अशाच प्रकारे वर्क होतं आणि तुम्हाला दाखवतो, की 70% ब्लेंड झालेत, 80% ब्लेंड झालेत, 90% तुम्हाला मी सांगते, मी कॉलेजमध्ये होते आणि आम्ही असंच ब्लेंड Spotify ब्लेंड, Spotify ब्लेंड करत होतो आणि लोकं वादविवाद घालत ही याच्यावरून, की भाई माझं आणि याचं ब्लेंड जास्त झालंय ऍज कंपेयर टू तुझं आणि माझं. म्हणजे समजलं ना तुम्हाला? कारण ते अ, क्रायटेरिया दाखवतं, की 70% झालं आहे, 80% झालं आहे, 90% झालं आहे असं.
अ, अर्थातच म्हणजे एक अ, थोडी चांगली गोष्ट आहे अन् मग याच्यातून असंही होत असेल ना, की बऱ्याच वेळा, की बाबा, आपली ट्यूनिंग जास्त जमते आहे गाण्यांच्या चॉईस बद्दल. मग
हां, हां, हां. बरोबर. असंच आहे ते.
एका एका प्रकारे अ, अ, हे, डेली डे टू डे लाईफ मध्ये थोडंसं कुठेतरी वाढत प वाढतही असेल, की बाबा चल ठीक आहे, आज आपण अ, हे करून बघूया ब्लेंड करून बघूया, की कसं होतं, तुला माझ्यासोबत करायचं आहे. आपण याच्यासोबत करायचं आहे. म्हणजे हे गाण्यांच्या एक प्लेलिस्ट आणि गाणे ऐकण्याच्या याच्यावरून फार अ, छान एक अ, हे सांगितलं आहे, की जेणेकरून आपल्याला त्यातही मदत भेटते, की आपली ट्यूनिंग कशी आहे? काय आहे? समोरच्या व्यक्तीचे आपली मतं किती जुळतात म्हणू
होय, होय.
एकदम छान. मग आता मला एक विचारायचं आहे, की सध्या प्लेलिस्ट जी आहे, की काय प्रिफर केलं काय प्रिफर करते नेमकं तू डे टु डे लाईफमध्ये? की कुठली प्लेलिस्ट जी आहे ती नेहमी टॉपवर असते? म्हणजे त्याच्यामध्ये
हं. हो. मी तर सांगेन माझ्या टॉपच्या लिस्टमध्ये आहेत ना अशी मोटिवेशनल गाणी असतात ना.
काही अच्छा.
ती आहेत. बिकॉज आताचा जो Spotify रॅप झालेला त्याच्यामध्ये, पण टॉप 5 ची गाणी पण अ, आणि त्याच्यामध्ये आहे ना रॅपमध्ये एक गोष्ट आहे. त्याच्यामध्ये तुमची एज सांगते. तुमची म्युझिक म्यूजिकल एज सांगते, की तुझी म्यूजिकल एज काय आहे? ठीक आहे.
गाणी ऐकण्याचा म्हणजे केव्हापासून गाणी ऐकते अ, असा अर्थ आला का?
ती, हां, म्हणजे आता बघा कोणी 90जची गाणी ऐकतोय किंवा 60ज, 70जची गाणी ऐकतोय तर त्याची म्युजिकल एज लिजिट माझ्या फ्रेंडची म्यूजिकल एज 68 आली आहे. आणि ती आहे खूप कमी वयाची म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता. बरोबर?
बरोबर. अच्छा. हां, म्हणजे हा एक अप काय म्हणतात ते हा गेस झाला. की मला तोच प्रश्न होता, की आता ठीक आहे मला आता 90ज चे गाणे आवडतात बऱ्याच वेळा किंवा मग 90ज पेक्षा मग मी 60ज चे पण गाणे ऐकतो कधी-कधी. तर मग त्या हिशोबाने जज करतो तो, का की केव्हापासून अ, ते आपण Spotifyवर गाणी ऐकायला सुरुवात केली तो एज दाखवतो?
हां. नाही, नाही, नाही. नाही, नाही. तुम्ही कोणत्या काळातली गाणी ऐकताय त्याच्यावरती तुमची एज ठरवतो तो. आता काही लोकांना सवय असते ना, एज जरी 20 असली, 25 असली तरी 90ज ची गाणी, 60ज ची गाणी, 70ज ची गाणी ऐकायची आहे ना?
हो.
असं आहे ते.
अच्छा, तो अ, म्हणजे एकूण एक, आपलं काय आहे ना, आपले जे सॉन्ग्सची हिस्ट्री आहे त्या हिस्ट्रीनुसार त्यांनी त्या ॲपमध्ये चेंजेस केलेले आणि त्या ॲपमध्ये अशा बऱ्याच काही अ, चांगल्या, चांगल्या जशा इनोवेटिव्ह गोष्टी ज्याप्रकारे तू सांगितल्या ज्या नव्हत्या माहिती मला अशा काही गोष्टी त्यांनी ते
हो, हो.
क्रिएट केलेलं आहे. फारच छान.
हां, बरोबर.
फार छान. मला आहे ना, खरंच अ, याबद्दल एवढं सांगितल्याबद्दल, तुझे खरंच मनापासून फार, फार आभार आणि तुझ्याशी बोलून मला फार छान वाटलं आणि नक्कीच पुन्हा बोलायला आवडेल. मनापासून आभार. धन्यवाद, तुझे.
धन्यवाद.